अ, <chuckles> मी अ, नक्कीच, आता मी आईकडून कशी शिकले, तर मी आईला बघत-बघत शिकले, ठीक आहे. पण कधी असं वाटतं, की ती जी रेसिपी आहे ना, ती कुठेतरी अशी नोटडाऊन हिबंग करावी. अ, पण अ, ते एक एक म्हणतात ना, ती मन मानत नाही. असं वाटते आई नेहमीच असणार आहे. <chuckles> पण अ, ते कुठेतरी एक मनात येतं ना, आई तर नेहमीच असणार आहे हां. काही गरज आहे रेसिपी नोटडाउन करायची किंवा नाही. अ, पण अ, मला खरंच असं वाटतं, की काही रेसिपीज नोटडाउन करणं खरंच खूप अ, गरजेचं आहे अ, कारण आता माझी आजी नाहीये, पण तिच्या रेसिपीज आता मी बघा ना, तुम्हाला सांगते की नाही. मी काय तिच्या रेसिपीज नोटडाउनही केल्या नव्हत्या. त्या आईच्या लक्षात होत्या म्हणून. पण अ, कधी-कधी वाटतं की हां, काही रेसिपीज शिकणं, नोटडाउन करणं हया खरंच अ, खूप गरजेचं आहेत आणि त्या पुढे नेणंही तितक्याच अ, गरजेचं आहे कारण एक माणसाचा उल्लेख निघतो. आता मी कसं आजीचं नाव काढलंच की नाही शेवटी ती बनवायची. आठवण असते ती एक. तर आपण म्हणू शकतो परंपरा आणि आठवण दोन्हीही जपणं हे गरजेचं आहे.
हां. हो, हो. हां. <chuckles> हो. हो ते असतं. <chuckles> हो ना. हो. बघा असं असतं. हो. हां. अगदी बरोबर. हो. हो ना. जपलं पाहिजे. अगदी सुंदर. खूप छान अशी आणि खूप म्हणतो ना, यम्मी टेस्टी रेसिपीज तुम्ही सांगितल्या. मलाही बनवावं वाटतंय ते. मीही बघेल चाखून बघेल बनवून. <chuckles> नक्कीच तुम्हाला सांगणार की पुन्हा भेटू ना आपण पुन्हा बोलू की मी कसं बनवलं. <chuckles> हो. हो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
नक्कीच, नक्कीच बघा. <chuckles> अरे वाह! मला नक्कीच नेक्स्ट टाईम आवडं अ, ऐकायला आवडेल कशी बनवली ती. <chuckles> अ, मलाही खूप खूप छान वाटलं अ, तुमच्याशी बोलून. नक्कीच, पुन्हा एखादया चांगल्याविषयी बोलायला धन्य
हो. धन्यवाद.

अ, नाही खरं सांगू का, हे दोन्ही पदार्थ जे आहेत ना खरंच इतके किचकट आहेत की ते आधी-आधी करणं खरंच होत नाही. ते करायला काहीतरी कारणच लागतं, एकतर कुठलातरी सण लागतो अ, किंवा खासकरून अ, मी जे म्हणले ना पुढाच्या करंज्या, तर म्हणजे कुणाला लग्नात आपण ती हे भेटवस्तू, स्वीट हे देतो ना, मुलीकडचे देतात बघा. तर तेव्हा करतानाच होतात अदरवाईज ती ह्या रेसिपी अशा होतच नाही.
हो ना. हो. हो. हां, हां. हो ना तेच म्हणजे याला काहीतरी निमित्तच लागतं म्हणता येईल आणि त्यावेळी बरोबर होतं ही आहे. म्हणजे आधी करायला कंटाळा वाटतो.
हो आणि फार. आणि कसं हो आणि कसं आहे ना पहिल्या ज्या लेडीज होत्या ना त्या अशा एकट्या करत नव्हत्या हो. म्हणजे असे शेजार-पाजारच्या <shushes> सगळ्या लेडीज येणार दुपारी मस्तपैकी स्वयंपाक हे लंच आवरून ना. मस्तपैकी ह्या सगळ्या लेडीज येणार बसणार आणि करू लागणार. तर टाईम कसा जायचा हे कळायचंच नाही म्हणजे दुपारी 2:00 ते सायंकाळी 6:00- 7:00 वाजेपर्यंत ते करायचं पण टाईम कसा जायचा हे कळायचंच नाही ना. तर एकटी बाई करत नव्हती आणि एकट्या बाईचं खरंच काम नाहीये करणं.
हो. हो. हो. अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. <laughs> तर हे बघा हे म्हणजे अ, हे अद असे पदार्थ तर आहेतच पण वडी-पापडी म्हणतो ना आपण ते ही बघा. त्याचंही तसंच होतं की अ, पापड वगैरे लाटायचं म्हटलं की आजूबाजूच्या शेजारच्या बाया, "हां, चल बाई तू उद्या तुझा आहे का?" मग ते सगळं करणं करायला यायचं असं म्हणजे तर तुमचाही काही अनुभव आहे वडी पापड विषयी?
हं. हं. हो. अ, हां म्हणजे अ, कसं आहे ना म्हणजे पापड विषयी का अ
हो म्हणजे पापड वगैरे लाटायच्या वेळी सगळ्या बायका अशा जमायच्या वगैरे तुम्ही असं काही आहे? हां, अरे वाह!
हां, आहे, आहे म्हणजे आजकाल तर कसे आहेत ना हे लिज्जत पापड हे तर आपण विकतच भेटतो. पण मला आठवतंय की अ, गेल्याच गेल्याच वर्षी आम्ही ठरवलं होतं की लिज्जत पापडचे पीठ भेटतं बघा. तर अ, ते पीठ आणायचं आणि ते घरी लाटायचे आणि बनवायचे. तर अ, माझ्या अंगावर आला काटा. मी बोलले पण मी बोलली कसं म्हणजे माझं लग्न झालंय ना माझ्या सासूबाईंनी बोलली कसं जमणार आहे. माझं ऑफिस आहे आणि आपल्याला जमेल का तितक्या वेळात? तर अ, त्या बोलल्या काही नाही आपण ना शेजाऱ्यांना ह्यांना बोलावलं की नाही ते लगेच्च येतात मदतीला आणि आपण मग तुम्हाला वेळ कसा जाईल हे ही कळणार नाही. तर अ, आम्ही त्याही आल्या मदतीला आणि खरंच सांगते म्हणजे गप्पा, गोष्टी, जुन्या आठवणी करत ना अ, कसा वेळ गेला हेच कळलं नाही आणि आम्ही खूप छान म्हणजे जसं विकत ते असतात ना तसेच सेम ते अ, पापड बनवले, पापड वाळवले पण आणि खूप छान झाले.
हां. हो. हो, हो. हं. हं. हं. <laughs> हां. हां. बरोबर. अरे वाह! छान. हो. हां, हां. फारच सुंदर. फारच सुंदर खूप छान. अ, आता तुम्ही म्हणजे आजकालचा जो जमाना आहे जे काही चाललंय सध्या तर या अ, पिढीसाठी किंवा येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही हे पदार्थ जपण्यासाठी काय टिप्स देणार की म्हणजे काही व्हिडिओ बनवून ठेवायचे का? की मुलांना शिकवायचं कसं करायचं?
हं, हं.